हो. नक्कीच वेळ काढते मी. कारण की स्वतःला जर वेळ नाही दिला ना, मग अशी चिडचिड होते. काय नुसतं काम, काम, काम. नुसतं घरच्यांचे काम ऑफिसचे काम हेच चालू असतात. आणि स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं. की आपण स्वतःला स्वतःची ओळख अ, पटवून देण्यासाठी किंवा आपल्या आ आंतरिक अ, जे अंतर्मुख आहे ते आपली कला किंवा कोणत्या पण गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला वेळ काढणं खूप गरजेचं आहे. तर मी अ, माझं एक रूटीन सांगते तुम्हाला. सकाळी मी उठले ना पहिले, की पहिले माझे 15 मिनिटं माझे स्वतःसाठी देते. म्हणजे जे काही मला माझ्या स्वतःसाठी करायचं आहे. मला ध्यान करायचं आहे किंवा आपण थोडंसं प्रा प्राणायाम प्राणायाम वगैरे करतो. तर त्यासाठी मी हो, तर ती मी स्वतःसाठी ते वेळ काढते तेव्हा.
हं, हं. नक्कीच, नक्कीच. हो ना. आता तुम्ही मला जे बोलले हं, हं, हं. आता जे मला बोलले ना ते रुटीनचं, त्याच्या अगोदर मला तुम्ही सांगा का दिवसभरामध्ये स्वतःसाठी वेळ काढायचा कसा? अगोदर मला हे सांगा तुम्ही.
वेळ काढायचा कसा तेच. सगळ्यात पहिले मी त्यासाठी लवकर उठते. म्हणजे 6:30 ला उठले, तर तो मला तो 15 मिनिटं तो मला टाईम भेटतो माझ्या स्वतःसाठी. जर मी 7:00-7:30 ला उठले तर तो वेळ भेटतच नाही. खूप धावपळ होते. मग मी काय करते त्यासाठी लवकर उठते आणि मग 15 मिनिटं मला स्वतःला हवे असतात प्राणायाम करायला वगैरे. आणि मग ते झालं, की मग थोडं फ्रेश व्हा आणि मग मम्मीला सांगते, "मला तू अजून अर्धा तास डिस्टर्ब करू नको हां, तुझं काय कामं असेल, तर मी ते नंतर करेल." मग मस्त मी थोडं टेरेसवर वगैरे जाते, वॉकिंग वगैरे करते. व्यायाम करते, सूर्यनमस्कार घालते वगैरे. म्हणजे त्याने स्वतःला एक स्वतःसाठी एक शारीरिक म्हणतो ना हेल्थसाठी, तो पण एक वेळ खूप महत्त्वाचा आहे. कारण की आपण अ
असा. हं, हं. अरे, बापरे! हं, हं. हं, हं. अरे, बापरे! <chuckles> हो, हो, हो. म्हणजे बघा ना हं, हं. म्हणजे तुमची ही
शारीरिक सदृढ राहील तर आपण अ, आपल्याला एक दिवसभर एक एनर्जी मिळते त्यातून.
नक्कीच ना. म्हणजे जी ही तुम्ही सकाळ सकाळचे जे तुमचे कार्यक्रम सांगितले. म्हणजे ही तुमची सकाळची रुटीन आहे आणि त्याच्यामध्ये हे प्राणायाम वगैरे तुम्ही करतात, व्यायाम करतात, हे पण तुम्ही करतात, तर अ, हे करावं लागतं का नाही केलं तरी चालतं हो?
हो.

नाही, खरंच तुम्ही खूप छान बोलल्या. म्हणजे दिवसभरामध्ये इतका बिझी टाईम, इतका बिझी शेड्यूल. कामाला जायचं. त्याच्यामध्ये कुटुंबियांनाही सांभाळायचं आणि त्याच्यामध्ये अजून स्वतःसाठी वेळ द्यायचं आणि अजून अ, तुम्ही सांगितलं बघा ना, का इकडं-तिकडं जर गेल्यावर आई किंवा घरचे आपल्याला घेऊन जातात. तिथं आपल्याला मन पण नसतं तरी आपल्याला तिथं जावं लागतं आणि तिथं पण हं, हं.
हो. नक्कीच. नक्कीच. आणि मला आहे ना, हे पण आवडतं ड्रॉईंग. तर ते ड्रॉईंगसाठी हो, ड्रॉईंग पण मला खूप आवडतं आणि ते मला ना, असं टाईम कधी-कधी भेटत नाही. मग मला तो असं आठवड्यातून एखाद वेळी किंवा असं कधी-कधी असं जेव्हा मला फ्री टाईम असतो ना, तर ते मी, माझा जो छंद आहे ना, तो जोपासते. म्हणजे असं काहीतरी हां, माझं ते आर्टचं मी वरतीच ठेवलं आहे ते ड्रॉइंग बुक वगैरे असं जेव्हा निवांत वेळ भेटेल तेव्हा मग मी ते ड्रॉईंग वगैरे करत असते. किंवा मला गाणी ऐकायला पण खूप आवडतात. मग असं एखादं मस्त सायलेंट फ्लूटची जी आहे म्युझिक, जी बासरीची असते, ती पण अशी मस्त धून ऐकायला आवडते मला. मग अशा जेव्हा गोष्टी असतात ना, तेव्हा मी अशा छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटीज किंवा स्वतःला अजून काहीतरी म्हणजे नाही का रांगोळी काढ किंवा हे काढ. तर अशा ॲक्टिव्हिटीमध्ये मी ते गुंतवत असते की स्वतःला बिझी राहते. हो.
अरे वाह! अरे वाह! <chuckles> <chuckles> हो ना. हो ना. अच्छा, म्हणजे तुम्ही बिझी राहतात स्वतःला. म्हणजे बी हो, बिझी ठेव ठेवतात. स्वतःसाठी पण वेळ देता आणि तुम्ही काहीतरी नवीन त्यामधून शिकताही. तर बघा ना, आता हे जे असे लोकं आहेत आणि आजकाल तर खूपच असे लोकं आहे ओ, का काही पण सांगितलं ना त्यांना का सांगता नाही का, "ए मला वेळच नाहीये, ए मला वेळच नाहीये." तर बघा ना मग अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल ओ? का काय म्हणजे वेळच नाही म्हणजे काय आहे. तर तुमच्याकडून काहीतरी सल्ला द्याल का त्यांना?
शिकते मी. नक्कीच. हो. नक्कीच होतं तसं.